बरोबर.
आणि मग त्या रेघेवरती, बरोबर आपण गिरावलं की ती बरोबर एक रेष येते ना, मग एकदा चुकेल, हो, मस्त सवय झाली. हात हात एकदम म्हणजे चौकोन वगैरे पण आता झपकन काढते. हातावर काय, कागदावर काय, आता डिजिटलवर पण मस्त येतं. <chuckles> लोकं विचारतायेत, "अरे, तुम्ही कुठला सॉफ्टवेअर वापरतात?" मला त्यांना सांगावं लागतं, "अरे, बाबा, माझ्या हातातनी काढलंय ते. पेन-पेपरनी. म्हणजे काय डिजिटल ह्यानी काढलंय. डिजिटल-पेननी काढलंय." <chuckles>
हो, हो. सवय होऊन जाते मग हाताला. अरे वाह! <chuckles> कदाचित. मग, तुम्ही शाळा संपल्यावर पुन्हा कधी तुम्हाला भेटलात? त्यांना भेटलात का? काय गप्पा झाल्या तुमच्या? ती भेट कशी होती, काही सांगाल का?
अ